आत्ता आपण ज्या पद्धतीने पाहतोय की टेक्नॉलॉजीचा ज्या पद्धतीने विकास झालाय, तर आता आपण कोणतंही काम करायचं असेल किंवा आपलं मनोरंजन असेल, तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपण स्क्रीनचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. म्हणजे आणि त्यामुळे कसं आहे की काही त्याच्यामुळं तोटे सुद्धा होतात आपल्याला. तर स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी म्हणजे काय उपाय आहेत असं तुम्हाला वाटतं? तो वापरावेत लोकांनी?
हो, मी आत्ताच माझ्या आईशी हेच अ, बोलत होतो, हीच चर्चा चालू होती. की आजकाल आपलं आयुष्य वाटलं गेलंय. 80% ऑनलाईन आणि 20% ऑफलाईन किंवा खरं आयुष्य आपण 20%चं जगतोय आजकाल. ऐंशी टक्के आपण फोनवरच असतो दिवसभरात. म्हणजे 24 तासातले 18-20 तासतरी कमीत-कमी मी म्हणेन. तर ते कमी करणं खूप महत्वाचं आहे आणि छोट्या-छोट्या गोष्टी मी, माझ्या आचरणात आणल्या आहेत. ज्या करून मी तो स्क्रीन टाईम नक्कीच माझ्या नियंत्रणात ठेवतो.
<chuckles> बरोबर आहे की. खरं आहे, खरं आहे. बरोबर आहे की. नक्कीच. बरोबर आहे की. हं. अंत आहे. पण तरी तुम्हाला काय ओ म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा स्क्रीन टाईम किती असतो अंदाजे असं तुम्हाला काही आयडिया?
अं, दुसऱ्यांचं मी नाही बघत. पण मी स्वतःच्या Instagramवरचा स्क्रीन टाईम तर सेट केलाय कंपल्सरी 1 तास, त्याहून जास्त नाही. कारण तेही जरा जास्त आहे. <chuckles> नाही 1 तास जास्त आहे खरं. पण अ, ठीक आहे बरंच अ, अ, एंटरटेनमेंट मिळती आपल्याला. शिकायलाही मिळतात छोट्या-छोट्या गोष्टी. मजा येते. आणि त्या व्यतिरिक्त YouTubeही मी टीव्हीवरती पाहतो माझ्या, तर तेही मी 1 तासाच्यावर नाही पाहत. तर माझे 2-3 तास म्हणू शकता तुम्ही स्क्रीन टाईम माझा दिवसभरातला.
हां. होय म्हणजे <chuckles> म्हणजे फार कमी आहे, म्हणजे त्यात काही अडचणचं नाही. नाही. बरोबर आहे की. हां. हां. होय. म्हणजे बराच कमी आहे तसं म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा फारसा म्हणजे अडचण नाही आहे काय? पण म्हणजे
अडचण नाही पण अ, ते कंट्रोल मध्ये ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे ना, कारण इतकं काही आहे छान-छान इंटरनेटवरती ते पाहावस वाटते.
<chuckles> हं, बरोबर आहे की अ, खरं आहे की नक्कीच. पण मग तुम्ही स्क्रीन टाईम एवढं कमी ठेवण्यामागे काय कारण होतं, की तुम्हाला असं काही दोष जाणवले, की स्क्रीन टाईम जास्त असल्यानंतर कोणत्या प्रकारचे बदल आपल्यात येतात किंवा काही डोळ्याला हानी होती किंवा शारीरिक दृष्ट्या आपण कोणत्या बाबतीत कमजोर होतो. असं वाटतं तुम्हाला?
एक तर डोळ्यांसाठी म्हणजे जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं-तसं आपले एक-एक अवयव थोडेसे कमजोर होऊ लागतात ना अ, दरवर्षी. तर आपण जसं बोलतो आहे, तसेही काही अवयव आपले कमजोर होत चाललेत. <chuckles> तर अ, वयाचं भान ठेवून मी ठरवलं की एक तर सर्वात पहिलं डोळ्यांसाठी अ, स्वतःच्या डोळ्यांचा बचाव करण्यासाठी, तो स्क्रीन टाईम कमी केलाच पाहिजे. खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही त्याच्यावर फिल्टर लावा किंवा तो निळा लाईट जरी घालवला तरी, डोळे वाचवायला काहीच हरकत नाही असं मी ठरवलं होतं आणि दुसरं म्हणजे मानसिक आरोग्य, आपलं मन जितकं शांत आणि जिस जितकं त्याचं लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रित असेल ना, तितकं जास्त ते प्रॉडक्टिव्ह असतं किंवा तितक्या जास्त छान गोष्टी आपण करू शकतो आयुष्यात. तर ते लक्ष तसंच ठेवण्यासाठी आणि भरकटू नये यासाठी मी स्क्रीन टाईम कमी ठेवला. जे तो निर्णय घेतला.
हां. बरोबर आहे की. नक्कीच, हं. <chuckles> बरोबर आहे की. नक्कीच, आहे की. हां. खरं आहे. हं. हम्म. बरोबर आहे की. हं. बरोबर आहे. पण आता स्क्रीन टाईम तुम्हाला काय वाटतं, की सगळ्यात जास्त कुणाचा असतो आणि त्या लोकांवरती आता स्क्रीन टाईम वापरणारी तरुण पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. किंवा मला तर वाटतं, की जास्त हा प्रभाव स्क्रीन टाईम वापरणारी जी छोटी मुलं आहेत, की ज्यांचं वय 10 वर्ष वगैरे खाली आहे, की त्यांचं स्क्रीन टाईम सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे आपल्याला वाटत नाही पण त्यांना खायला, प्यायला, रडायला लागले की त्यांच्यासमोर फोन ठेवला जातो, त्यामुळे त्यांचं जर स्क्रीन टाईम तसं म्हणता येईल तर ती तर वाढत चालले किंवा आता वृद्ध असतील त्यांचे तर अवयव अगोदर कमजोर असतात. आणि त्यांना सुद्धा आता मनोरंजनाचं साधन नाही आहे किंवा एकटेपणा हे जर सुद्धा जोडीदार झाले आहे आपली स्क्रीन आहे. मग असं काय वाटतं, की कोणत्या गटावर हा परिणाम जास्त होतोय? स्क्रीन टाईम वाढल्यामुळं त्यांचे अवयव कमजोर होत आहेत असं?
<chuckles> हो. अगदी बरोबर आहे. एकटेपणामुळे जोडीदार हा आपला कोण झाला आहे. तर आपली स्क्रीन आणि अ, जे काही इंटरनेटवर मी वाचलं आहे. त्यावरून मी हे सांगू शकतो, की 24च्या आतले आणि 55च्या पुढचे हे स्क्रीन सर्वात जास्त वापरतात, कारण ते काम करणारी लोकं नसतात. म्हणजे जॉब करणारी लोकं नसतात ते असं बघितलं तर, त्यामधले लोक जे आहेत ते इतके व्यस्त असतात आपल्या आयुष्यात, की ते स्क्रीन नक्कीच थोडासा कमी वापरतात.
हं, बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. <chuckles> बरोबर आहे की हां. बरोबर आहे. पण आता स्क्रीन तुम्ही म्हणला की ज्या पद्धतीनं काम म्हणजे 24नंतर आणि 55च्या आतली लोक ही काम करणारे लोक आहेत. पण वर्क फ्रॉम होम वगैरे, तर ह्या गोष्टीचाही परिणाम म्हणजे त्यांच्यावर मोठा परिणाम झाला, की आता तुम्हाला स्क्रीनवर किंवा लॅपटॉपवर किंवा ऑनलाईनच काम करायचं. मग त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने स्क्रीन टाईम कमी करू शकता? कारण ते तुमच्या कामाचाच भाग आहे. मग आता इथे तुम्ही वाटलं तरी तुम्ही आता तुम्ही Instagram ठीक आहे की बाबा ते तुम्हाला लागत नाही आहे किंवा YouTube सुद्धा तुम्ही जेव्हा मनोरंजन करायचं असेल, त्यावेळेस पाहता ह्या गोष्टीतर वेगळ्या झाल्या. पण जर का तुमचं कामचं स्क्रीनवर असेल, तर त्याच्यावर तुम्ही काय उपाय काढाल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी?
हो, नक्कीच. हो, नक्कीच. काम जर असेल WhatsAppवर हेही काम असतं आजकाल. म्हणजे कितीतरी जॉब आहेत, जे फक्त WhatsAppवर आपण करून अ, पैसे कमवू शकतो. पण ते स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी वेळोवेळी ब्रेक घेणं, हे मी करतो. म्हणजे मी काय करतो, हे मी नक्कीच सांगू शकतो. जगाने काय केलं पाहिजे ते अ, सांगणारा मी कोण आणि सांगितलं तरी कोण ऐकणार आहे ते. पण अ, मी ब्रेक घेतो. म्हणजे वेळोवेळी एका-एका तासाने ब्रेक घेतो एक 5 मिनिटाचा आणि चालून येतो, फिरून येतो थोडंसं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा गरज नसते फोनची जसं तुम्ही म्हणालात Instagram आपल्याला लागतंच असं नाही. आपण मनोरंजनासाठी, मज्जा येण्यासाठी थोडंसं टाईमपास करण्यासाठी वापरतो.
नक्कीच. खरं आहे की. हं. हां, नक्की सांगा बरं. <chuckles> <chuckles> खरं आहे की. हं. हां. हां. हां, बरोबर आहे. हं. किंवा व्हिडिओ गेम्स असतील किंवा YouTube असेल हे काय आपलं म्हणजे गरजेचं नाही आहे. तो स्क्रीन टाईम आपण कमी करू शकतो. पण जिथं काम असेल, त्या ठिकाणी तर वाढणारच आहे तो.
हो, अ, जे काही वापरतो आपण. नक्कीच. वाढणारच आहे. पण तुम्ही जो म्हणालात ना, जो कमी करू शकतो. तोही आपण कमी करत नाही, कारण तेच तर आपलं मनोरंजन आहे. नाही का? त्यामुळे मग तो
<chuckles> बरोबर आहे किंवा व्यसन लागल्यासारखं आहे ते म्हणजे आपण कमी करायचं म्हटलं तरी मन असं म्हणतं, की "राहू दे, बघू, राहू दे, बघू." की कुठेतरी आपण स्वास्थ्य बाजूला करतो आणि त्या गोष्टींमध्ये हरवून जातो म्हणता येईल.
विचलित होत आणि आपलं मन आपोआप आपोआप धावत आपलं मन त्या ठिकाणी. त्यामुळे अ, जिथे काम करत असतो. जसं तुम्ही म्हणालात कामाच्या वेळेसतर वापरावा लागतोच. पण कमीत कमी आपल्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये फोन न घेऊन जाणे, हे महत्वाचं आहे. आणि काही खोल्या असतात आपल्या घरातल्या उदाहरणार्थ किचन म्हणा किंवा आपलं जर डायनिंग टेबल असेल, तर तिथे फोन वापरू नये. हे मी नक्कीच पाळतो. म्हणजे काही ठिकाणं मी ठरवली आहेत घरातली, जिथे फोन वापरायचा नाही. अजिबात जरी काम असेल, तरी त्यावेळेस ती गोष्ट करतांना त्यावेळेस फक्त तीच गोष्ट करायची मग ते स्वयंपाक करणं असो किंवा जेवण करणं किंवा घाण शब्दात संडास करणं. <chuckles>
<chuckles> मग काय. हं. हां. हं. बरोबर आहे. बरोबर आहे की. हं, हं. हां. <chuckles> हं. <chuckles> बरोबर आहे की. पण आता ज्यांना ऑफिसमध्ये काम करावं वगैरे लागतं त्यांच्यासाठी असे काही उपाय, की आता आपल्याकडे गॉगल असतील किंवा चष्मे असतील, की त्या प्रकारचे मिळतात, की तुमच्या डोळ्यांमध्ये जे काही ब्लू रेज असतील किंवा युवी रेज असतील ते ब्लॉक करायचं काम करतं, की डोळ्याला थोडा कमी त्रास होतो. अशा गोष्टी असतील किंवा काही ठिकाणी उठून आपण गार पाण्याने डोळे धुणे किंवा काही डोळ्याच्या एक्सरसाइज असतील वगैरे ह्या गोष्टी उपाय असे काही आहेत का? की जे स्क्रीन टाईम ज्यांना वापरणं गरजेचंच आहे. अशा लोकांना करता येईल असे काही उपाय तुम्ही वापरत असाल तर सांगाल का जरा?
हो. नक्कीच. म्हणजे तोंड वेळोवेळी धुणे, खासकरून डोळे आणि
डोळे. हां. थंड पाण्याचा वगैरे वापर करून.
हो. आणि आपल्या स्क्रीनवरती जे रंग असतात ना ते जर खूप जास्त भडक असले, तर मला असं वाटतं, की त्यांचा आपल्या डोळ्यांवरती आणि आपल्या मेंदूवरती खूप जास्त दुष्परिणाम होतो. त्यामुळे ते रंग जर थोडेसे फेड करता आले त्यासाठी काही ॲप्स असतात. किंवा आपण पूर्णपणे ते ग्रे करू शकतो, काळे आणि पांढरे म्हणजे कृष्णधवल म्हणतात तसे करू शकतो आपण. आणि
हां. न नक्कीच. हां. हा, हा, हा, हा. म्हणजे जुन्या काळात असायचे तसे थोडक्यात.
हां, म्हणजे खूप जास्त आकर्षक नाही वाटणार ते एकतर. आणि कामाव्यतिरिक्त आपण 2रं काहीचं नाही करणार त्या फोनवरती किंवा त्या लॅपटॉपवरती. हे नक्कीचं साधे उपाय आहेत, जे आपण पाळू शकतो.
हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. मग काय. आणि तुम्ही असं काही वेळापत्रक वगैरे तयार केलं आहे का? की बाबा आपण स्क्रीन टाईम जास्त वापरू नये. मग ह्याच्यासाठी बाबा हा वेळ मी टीव्ही बघू किंवा हा टा वेळ मी Instagram पाहीन, की ह्या वेळातचं मी YouTube पाहीन. बाकीच्या वेळात जास्त ह्या गोष्टींकडे लक्ष देणार नाही वगैरे. असं काही वेळापत्रक तुमचं आहे?
100% आहे. म्हणजे मी खाताना, जेवण करताना, नाश्ता करताना, चहा पिताना अजिबात फोन वापरत नाही. पहिली गोष्ट. 2रं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना एखादा व्यक्ती जर आपल्या समोर आलं आला असेल, तर त्याहून मोठं एक अ, ब्लेसिंग काही नसतं आपल्यासाठी. ते सोडून आपण फोनमध्ये आपलं डोकं घुसवून बघत राहतो, तर ते मी नाही करत.
अ, हां. बरोबर आहे की हां. हं. हं. <chuckles> बरोबर आहे की, मग. आणि बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळत की 4 लोकं बसलेतं. आणि 4ही लोक एकमेकांबरोबर गप्पा मारण्याऐवजी प्रत्येकाची स्क्रीन चालू आहे. <chuckles> नक्कीचं पाहायला मिळतं हे.
खूप वाईट आहे ते. तर ते मी नाही करत, अजिबात. आणि 3रं म्हणजे जेव्हा चार्जिंगला असतो ना, माझा फोन, तेव्हा मी नाही वापरत फोन. म्हणजे कमीत-कमी त्याला त्या फोनला तेव्हा तरी एकटं सोडावं, असं मला वाटतं. आणि 4 म्हणजे मी जेव्हा पलंगावर असतो माझ्या. जेव्हा मी पलंगावरती आराम करत असेन किंवा झोपलेलो असेन, तेव्हा आडवं पडून मी कधीचं फोन वापरत नाही. ही खूप महत्त्वाच्या गोष्टी मी 100 नाही 200% पाळतो.
हं. बरोबर आहे की. नक्क खरं आहे की. हां. हां. बरोबर आहे की. नक्कीच. मग काय. आता कसं आहे की हे उपाय तुम्ही स्वतःसाठी तर योग्य आहेत, की मनावर नियंत्रण ठेवू शकता किंवा डोळे धुणे वगैरे ह्या गोष्टी. पण आता कसं आहे की प्रत्येकाच्या घरात लहान मुलं वगैरे तर असतातच की 10 वर्षाच्या खालची वगैरे असतील. आणि त्यांना तर स्क्रीन बघितल्याशिवाय अशी काही जणांना सवय लागली की जेवण करत नाहीत किंवा रडत आहेत त्यात, स्क्रीन दिल्याशिवाय. मग अशा मुलांसाठी तुम्हाला काय वाटतंय की काय उपाय केले पाहिजेत की त्यांचा सुद्धा स्क्रीन टाईम कमी करता येईल आणि त्यांचा सुद्धा विकास व्यवस्थित होईल. बौद्धिक विकास असेल वगैरे?
हो. हो. खूप गरजेचं आहे. म्हणजे मी तर कठोरच अ, याबद्दल बनेन आणि अ, 10च नाही, मी म्हणेन 15च्या आत फोन वापरूच नयेत, शिक्षणाशिवाय. म्हणजे जर तुम्ही शिकत असाल ई-लर्निंग करत असाल, तर ठीक आहे, वापरा तुम्ही फोन. पण 15 वर्षाच्या आतल्या मुलांना सोशल मीडिया तर देऊ नयेच, पण फोन ही 10च्या आतल्या मुलांना बिलकुल देऊ नये. 10 वयोगटाच्या आतल्या कारण अ
होय. हां. बरोबर आहे की. नक्कीच देऊ नये.
फक्त मनोरंजनासाठी जर ते वापरत असतील, तर ते त्याचा फायदाच नाही.
त्यांचे तर डोळे असतील किंवा हां, त्यांचे तर डोळे वगैरे अजून कमजोर असतील किंवा हे असतील त्यांचे तर जास्त प्रभाव पडतो लगेच म्हणता येईल.
हो, प्रभाव पडलेला आहे ऑलरेडी म्हणजे आपण कितीतरी बघतो लहान-लहान मुलांना चष्मे असतात जाड-जाड. ते बघून वाईट वाटतं. म्हणजे ते दिसतात गोड, पण वाईट गोष्ट आहे ना, चष्मा इतक्या लहान वयात लागणं किंवा बसून सारखं फोन अ, बघत-बघत काय खाताय पोटात काय टाकतात हेही बघत नाहीत, त्यामुळे त्यांची जाडी वाढते. आणि अ, स्वास्थ्य बिघडतं.
मग मग काय. खरं आहे की, खरं आहे की. <chuckles> बरोबर आहे की. नक्कीच. बरो खरं आहे ना, की आता आपण म्हणतो तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की दिसताना गोड दिसत आहे, तर हि गोष्ट तर फार छान वाटते. पण तसं म्हणलं तर ह्या गोष्टीचं गांभीर्य किती आहे? ते म्हणजे फार मोठी गोष्ट आहे म्हणता येईल. मग आता ह्यांच हां.
हो. आणि एखादा म्हणजे जाडसा आणि अ, गुबगुबीत मुलगा असेल तर आपण म्हणतो किती गोड ना, गुबगुबीत आहे. पण ती खरं वाईट गोष्ट आहे, फोन बघून-बघून तो गुबगुबीत झालाय.
मग काय. <chuckles> मग काय मग अशा मुलांना काय म्हणजे आता तुम्ही हे तर सांगितलं, की त्यांच्यावर उपाय म्हणजे त्यांना फोनच देऊ नये. पण आत्ता, आत्ता ह्या संक्रमण काळात अशी तर बरीच लोकं आहेत, की त्यांना आता त्या गोष्टीची सवय लागली आहे. मग त्या सवयीतून त्यांना कशा पद्धतीनं बाहेर काढता येईल? की आता काय उपाय करता येतील, की त्यांना बाबा फोन दिलाच नाही तर व्यसनी झाल्यासारखी झाल्यात. मग त्यांना ह्या कशातून कशा पद्धतीनं बाहेर काढायचं त्यांना ह्या गोष्टींमधून?
हो. हो. नाही अगदी बरोबर बोललात तुम्ही, की एकदमच फोन बंद करणं अशक्य आहे. मग त्या फोनची वेळ, किती काळ तो फोन वापरतो ते थोडंसं कमी जर केलं 1 अर्ध्या तासाने 15 मिनिटांनी आणि त्याला जर म्हणालो आपण, की ठीक आहे तू आज 1 तासाच्या ऐवजी फक्त जर 40 मिनिटं फोन वापरलास तर आपण एखाद्या मॉलमध्ये जाऊ आणि खेळू. एखाद्या बागेत जाऊ आणि आपण खेळू. तू आणि मी खेळू. असं म्हणालो आपण तर नक्की
नक्कीच. हां. हं. हं. हं. <chuckles> बरोबर आहे. म्हणजे फोनची जागा अशा गोष्टींनी घेतली पाहिजे, की ज्या गोष्टींमधून त्याला थोडा फायदाही होईल. शारीरिक हालचाल म्हणता येईल वगैरे.
हो आणि अ, शेवटी मुलांना काय पाहिजे असतं तर आई-वडिलांचा वेळ, आई-वडिलांची साथ आणि आई-वडिलांचं प्रेम तर ते जर त्या 20 मिनिटात जरी भरून काढलं आपण म्हणजे 1 तासाच्या ऐवजी तू 40 मिनिटं वापर. मी 20 मिनिटं तुला प्रेम देईन, वेळ देईन. पूर्ण माझं लक्ष्य तुझ्याकडं देईन. तर त्यांना तर ते आवडेलच खरं म्हणजे पण हे करत नाहीत लोकं कारण अ, शॉर्टकट काय असतो, की त्याला फोन देऊन टाकणे आणि आपापलं आपल्या आयुष्यात व्यस्त राहणे.
बरोबर आहे, नक्कीच. <chuckles> खरं आहे की <chuckles> न हं, बरोबर आहे की. आता कसं आहे पण विद्यार्थ्यांना सुद्धा आत्ता कोरोनानंतर अशी वेळ झाली, की त्यांचं बरंच शिक्षण जे काय आहे ते स्क्रीनवरच आहे. मग अशा विद्यार्थ्यांना असे कोणते व्यावहारिक उपाय आहेत का, की ज्या पद्धतीने आता बरेच जण काय करतात, की पुस्तकं मोठी-मोठी आहेत म्हणून एक टॅब घेतला आणि त्या टॅबवरच सगळी पुस्तकं ठेवली आणि ती पुस्तकं वाचत आहेत वगैरे मग त्याच्यापेक्षा त्यांनी हार्ड कॉपीज आहेत ती वाचायला सुरुवात करावी. असे काही एक व्यावहारिक उपाय विद्यार्थ्यांसाठी, की जे त्यांना करता येईल की मोबाईलपासून जे उपयोग आहेत, तेच उपयोग तुम्हाला दुसऱ्या ठिकाणीही मिळतील आणि तुमचा स्क्रीन टाईम सुद्धा कमी होईल त्यामुळे असे काही उपाय सुचवाल का?
हो नक्कीच, म्हणजे डिजिटल जे डिजिटल हे सगळे डिव्हाइस असतात ते जितके कमी करू शकाल तितकं चांगलंच आहे. पण त्या आधी समज दिली पाहिजे, की तुम्ही टॅबवरती किती बघणार आणि एक पान शोधायलाही टॅबवरती जास्त वेळ लागतो. हे जर आपण विचार केलात आहे ना मला
नक्कीच. बरोबर आहे की. पण फायदा पण वाटतो ना तसा, की एकाचं टॅबमध्ये तुमची 100 पुस्तकं आहेत म्हणल्यानंतर, म्हणजे असा काही उपयोग तर आहे म्हणता येईल. पण काय मग उपाय कसा काढायचा ह्याच्यावर?
हो पण ती 100 पुस्तकं वाचता का तुम्ही, तोही प्रश्न आहे. नाही का. जर मी जर 4च रेफरन्स बुक्स म्हणतो ना, आपण ते 4च ठेवले आणि जरी ठीक आहे, टॅबवरती टॅबची सोय किंवा त्याचा एक कन्व्हिनियन्स हाच आहे, की मी 4 पुस्तकं घेऊन जायची गरज नाही कॉलेजला वगैरे. पण ते तिथं पुरतंच ठेवणं त्याची एक समरी काढण्यासाठी किंवा ते सगळं मार्क करून ठेवण्यासाठी आपण ठेऊ शकतो. पण जर खऱ्या-खऱ्या पुस्तकांचा आपण वापर केला तर ते इकडे जास्त सहजरित्या आपण मार्क करून कोणत्याही पानावर काही लिहून अ, स्वतःचा फायदाचं करून घेऊ शकतो.
<chuckles> बरोबर आहे, म्हणजे हां. हं, बरोबर आहे की. हां. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात दोन्हीचं संतुलन ठेवलं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे. आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की जिथं पुस्तकं वागवायची वेळ येते, त्यावेळेस आपण टॅब वापरू शकतो आणि ज्यावेळेस घरी आपण आहोत त्यावेळेस पुस्तकांचा वापर करू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टींचं संतुलन.
नक्कीच, म्हणजे वजन नको असेल तर तुम्ही टॅब वापरू शकता. पण अ, खरं-खरं जे सगळं ज्ञान आहे आणि जे जास्त सहजरित्या आपण शोधू शकतो, ते खऱ्या-खऱ्या पुस्तकांमध्येच नक्कीच आहे.
बरोबर आहे की. <chuckles> खरं आहे आणि ही पण गोष्ट आहे की एका टाईमिंगला एक व्यक्ती एकच पुस्तक वाचणार आहे. म्हणजे असं नाही की 100 पुस्तक टाईममध्ये आहेत म्हणून सगळे ॲट अ, टाईम थोडीच वाचणार आहे. ही पण गोष्ट आहे म्हणता येईल तशी. <chuckles> खरं आहे, खरं आहे नाही म्हणजे ते ह्या विषयावर तुमच्याबरोबर बोलून मला पण खरंच फार छान वाटलं, की कशा पद्धतीनं आपण स्क्रीन टाईम कमी करू शकतो आणि तो वेळ आपण आपल्या कुटुंबियांना किंवा जर का छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी, त्यांना वेळ देऊन म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटतं की आई-वडील आपल्यासाठी वेळ काढत आहेत, खेळत आहेत, की जर का फोन नसेल तर त्यांना ती गोष्ट नक्कीच आवडेल आणि म्हणजे कशा पद्धतीनं आपण स्क्रीन टाईम कमी करू शकतो याचे उपाय पण तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितले की जिथं लोकांना स्क्रीन पाहणं गरजेचच आहे. त्या ठिकाणी डोळे धुणे असतील तर गॉगल वापरणं असेल, या गोष्टी असतील. म्हणजे तुमच्याकडून खरीच भलीच माहिती मला मिळाली आणि तुमच्याबरोबर पुन्हा बोलायला नक्कीच आवडेल मला.
मग काय. <chuckles> अर्थात, नसतं गोळा करून काय उपयोग आहे. मलाही मजा आली. धन्यवाद.
धन्यवाद.